आणि अ, आपल्याला कसं आहे आता ह्या युगानुसार त्या टेक्नॉलॉजीचा वापर करावाच लागणार, बरोबर. आता शाळेमध्ये वगैरे तर मोबाईल वापरावाच लागतात. तर त्यावेळेस काय करायला हवं? म्हणजे जेव्हा कंपल्सरीच होतं की मोबाईल द्यायलाच हवा स्कूलसाठी या प्रोजेक्टसाठी.
बरोबर. हां, हां. हां, हां. अ, कसं आहे बघा आजकाल जे मोबाईल तुम्ही म्हणताय स्कूलसाठी द्यायला हवा, ते जास्त करून ना आजकाल मोठ्या मुलांसाठीच आहे. म्हणजे 5 वर्षाच्या वरचे जे आहेत 3री-2री. 2री वाल्यांना पण नाहीये मे बी जास्त मोठे विद्यार्थी आहेत त्यांनाच आहे. तर त्यांना थोडं सेन्स ऑफ ह्युमर असतोच. पण पालकांनी लक्ष दिलं पाहिजे, की त्यांनी ते एज्युकेशन जे आहे त्यांचं शिक्षणाचं कंटेंट आहे त्याच्या व्यतिरिक्त त्याचा वापर नको करायला किंवा तो गेला आहे कुठं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती म्हणतात ना एक विचित्र प्रकारचे व्हिडिओस बघतोय किंवा रील्स बघतोय असं नाही व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्ही म्हणू शकता बघा आता बघायला गेलं ना तर असे सुद्धा आजकाल डिव्हाइसेस आहेत जे फक्त एज्युकेशन कंटेंटसाठीच बनवलेले आहेत.
हां. अच्छा. म्हणजे अ अच्छा. हां. ओके. म्हणजे
त्याच्यावरती काही दुसरं चालणार नाही.
अच्छा. म्हणजे स्पेसिफिक कंटेंटच त्या डिव्हाइसवर चालणार असेही आपण एक सेटिंग त्यामध्ये करू शकतो.
हो. हां. म्हणजे आजकाल बघू शकता. खूप सारे क्लासेस आहेत, त्या लोकांनी म्हणजे आजकाल स्वतःचे टॅबलेट्स वगैरे काढलेले आहेत. तुम्ही बघू शकता अ, जे देतात क्लासच्या मुलांना किंवा शाळेवाले पण देतात. तर त्यात फक्त एज्युकेशन कंटेंट चालतं. तुम्ही दुसरं काहीही वापरू शकत नाही. है ना. म्हणजे तुम्ही
हां, हां. बरोबर आहे. अगदी बरोबर आणि ते डिव्हाइस बहुतेक लॉकही असतात म्हणजे दुसरं काही वेबसाईटही चालत नाही.
हो. हो. म्हणजे नक्कीच त्या वेबसाईट्समध्ये सगळे प्रकारचे पॅरेंटल कंट्रोल असतात आणि बाकीचे कुठलेही गेमिंग ॲप्स वगैरे त्यामध्ये डाउनलोड होत नाही किंवा नसेल सुद्धा असं पूर्ण तुम्ही कमीत कमी तुमच्या डिव्हाइसमध्ये पॅरेंटल कंट्रोल लावून फक्त तेवढाच ॲपचा ॲक्सेस द्या. म्हणजे जेवढा दाखवू शकतो. तुम्ही बघू शकता, की अ, बहू
अच्छा. अच्छा म्हणजे म्हणजे मेन कंट्रोल पेरेंट्सकडे असेल आणि जो डिव्हाइस अ, आपल्याला काही चेंज करता येणार नाही अ, बालकांना वगैरे राइट?
हं. हो. म्हणजे म्हणतात ना, की अ, मुलं देवाघरची मुलं फुलं असतात. तर त्या फुलांना कोमेजू नका देऊ. त्या फुलांना म्हणतात ना असं टवटवीत होऊ द्या. रोज म्हणतात ना असं फ्रेश दिसले पाहिजेत ते.
मुलं. बरोबर आहे. हं. अगदी. हां. म्हणजे नॅचरली ग्रोथ होऊ द्या, त्यांचा मानसिक विकास. हे टेक्नॉलॉजीने थोडा निगेटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो.
हां.

अ, कसं आहे माहिती आहे का? अ, आपल्याला कुणाचीही कॉपी करायची आवश्यकता नाही. आपल्याकडं म्हणतात ना, एवढे महान डोके आहेत लोकांकडं, की रस्त्यावरचा भिकारी सुद्धा खूप टॅलेंटेड असतो. म्हणूनच तो तिकडे भिक मागू शकतो. पण तो त्याच्या बुद्धीचा सही वापर करत नाही. कारण की ह्याच सगळ्या डिव्हाइसनी त्यांना म्हणतात नाही का, त्यांची अ, बौद्धिक क्षमता कमी केलेली आहे. म्हणून मी म्हणतो, मुलांना जास्त मोबाईल्स वगैरे वापरू देऊ नका. कारण की हे बौद्धिक क्षमतेला त्या मेमरी कार्ड जे आहे 1 टीबीचं त्याला अ, संकुचित करतं. कमी प्रमाणाचं करून टाकतं. जेणेकरून त्यांना जास्त विचारच करू देत नाही ना. म्हणजे तुम्ही बघा ना, की
हां. हा. बरोबर. बरोबर आहे. म्हणजे त्यांची थिंकिंग पॉवरच ते अ, इनडायरेक्टली कमी करतं.
हो. म्हणजे आता एखादा व्यक्ती मोबाईल बघतोय. 2 मिनिटांसाठी घेतोय. 2 मिनिटांचं त्याला कधी 2 तास झाले, त्याला कळत नाही. 1 तास, 2 तास आणि ते मेंदूला आहे ना, एक प्रकारे म्हणतात ना, एक हँग करून टाकतं. म्हणजे काही सुचू देत नाही. बधिर करतं.
हां. कळतच नाही म्हणजे बरोबर आहे. म्हणजे अ, म्हणजे त्याच सायकलमध्ये तो अ, फसून जातो मुलगा नाही का? आ
है ना? हो. म्हणजे अ, तुम्ही बघू शकता, की अ, जसं रे रेडिएशन्स आहेत त्याचे खूप सारे रेडिएशन्सवर म मेंदूवर परिणाम होतो. ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. तर लहान मुलांच्या म्हणतात ना, ते खूप म्हणजे असं कच्चं मडकं असतं ते.
परदा. हां. बरं. नाजूक असतात. हां, बरोबर नाजूक असतात. घडवायचं असतं. बरोबर आहे.
त्या कच्च्या मडक्याला हा चांगलं भाजलं पाहिजे. सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. तरच ते मडकं पक्कं बनेल ना.
हां, हां, अगदी बरोबर.
तुम्ही त्यामध्ये अशा गोष्टी कराल, की अ, ज्यांनी ते कमकुवत होईल, तर ते एक दिवशी फुटणारच आहे.